आजच्या जेनझिंना कामं घरातली सगळी कामं यायला हवीत असं अ, सर्रास आयांचं म्हणणं असतं. मग अ, घरकाम शिकावंच लागतं. अशा वेळेला ल लहान मुलांना घरकाम शिकवण्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल किंवा तुमचा असा काही अनुभव आहे का?
हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हो. अ, माझा असा अनुभव आहे. अ, माझ्या माझ्या बहिणीचा 1 मुलगा आहे, अ, जो माझ्याच घरी राहतो, कारण की अ, ती जिथे राहायची ना, तर तिथे त्याचं शिक्षण प्रॉपर होत नव्हतं. तर मग आम्ही त्याला हां, तर मग त्याला इथे आमच्या इथेच आम्ही ठेवलंय आणि त्याचं शिक्षण वगैरे आमच्या इथेच करतोय. आणि बाकी अशी जॉइंट फॅमिली टाइप आहे आमची, तर मग मुलंच आहेत. मुलगी नाहीये फॅमिलीमध्ये. बट अं, ते एक अ, काय बोलतात अ, की अ, ज अ, लहान मुलांचा आपण नेहमी असं बल बघतो ना की जसं आपण करतोय ना, तसंच ते आपल्याला बघून शिकत असतात. असं असतं ना. अनुकरण करतो हो, हो. हो, हो. अनुकरण करतं. तर मग तसाच प्रकार आहे. लहान मुलांना शिकवताना आहे ना सर्वात आधी आहे ना आपल आपण कसं वागतोय घरामध्ये? आपली बॉडी लँग्वेज काय? आपल्या शब्दांचा उच्चार कसा होतो? शब्दांमध्ये काय काय-काय शब्द आपण वापरतो? कारण की आहे ना त्यांच्या अ, कानावर हे शब्द पडतात. त्यांच्या बिहेवियरमध्ये आपल्या बॉडी लँग्वेजसारखं अ, गोष्टी होतात. तर मग आमची माझी जी पद्धत आहे, माझा भाचा आहे. माझी पद्धत अशी आहे ना की अ, आता तो लहान जेव्हा होता, म्हणजे बघा ना एकदम छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या आणि मला त्या क कसं आहे ना की ते करतांनाच मला किंवा तो एक अ, जेव्हा तो सिनेरिओ झालेला, मला खूप थोडं इमोशनल टाइप वाटलेलं. तो जेव्हा लहानच होता. तर आम्ही काय करायचो ना, असं त्याला प्लेट द्यय अ, आ आई प्लेट द्यायची त्याला आणि त्याला भरवायची, जेवण.
हां. अच्छा. ओ! अच्छा. हां. बरं. हां. हं. हां. अच्छा. हो, अनुकरणं थोडक्यात. अनुकरण करतात असं म्हणायचंय का? हो, हो, हो. हां. अच्छा. हां. हो, हो. हां. बरोबर. हो. हो. हां. हां हां. हां. अरे बाप काय झालं होतं?

हां, तुम्ही खरंच इतकं सुंदर अ, अ, सांगितलं मुलांना हाताळण्याच्या. खूप छोट्या-छोट्या चांगल्या पद्धती सांगितल्या, ज्यांना आपण चांगले संस्कारही म्हणू. अ, तर वावगं नाही ठरणार. पण घरातल्या मोठ्या व्यक्तींना अ, अशा व्यक् अशा काही चांगल्या सवयी लावायच्या असतील, तर तुम्ही कोणत्या अ, युक्त्या वापरता? किंवा तुम्ही कसं त्याम त्यामध्ये डील करता? कसं करता हे सगळं?
हं, हं. हं, हं. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अ, बघा काय माहिती आहे का एखादी चांगली शिकवण जर कोणी देत असेल, तर मग जर कसं असतं ना, की ब लहानांना नेहमी चांगली शिकवणच दिली पाहिजे, मला तर तेच वाटतं. आणि कोणी देत असेल जर माझे आई-वडील जेव्हा त्यांना काहीतरी सांगतात. तर मग कसं करतात, की एक एजमधले ते लोकं जेव्हा सांगतात, वृद्ध लोकं सांगतात, तर ते त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करत असतात. <tsk> आहे ना. त्यांचे काही त्यांच्या काळामध्ये, जेव्हा ते लहान होते. आणि आजी-आजोबांच्या त्या गोष्टी असतात, की एखादा मुलगा ते ऐकतो. आणि जरा ते फॅन्टसी वर्ल्डमध्ये घेऊन जातात त्यांना. अ, काय असतं ना, की अं, तेही गरजेचंच असतं ना. बघा प्रत्येक गोष्ट गोड-गोड नाही चालते ना. थोडा ड्रामा, थोडा थोडं गोड, थोडं तिखट. प्रत्येक गोष्ट काही गोड शिकवतोय, तर त्यांना थोडं तिखट ही शिकवतोय, की कोणाचा ऐकून पण घ्यायचं नाही.
हं. अ, हो. हो. हो ना. हो. हो. हो ना. हो. <laughs> बरोबर. हो ना. हो, हो, हो. अगदीच. हम्म. वाह! खूप छान. हो ना. हो, सगळे नवरस आले पाहिजेत. हो.
हे ना? फक्त तूच गोड-गोड नकोस. जर तुला कोणी शिवी देतं आहे, तुला कोणी मारतं आहे, तर घरी मार खाऊन नाही यायचं आहे आपल्याला, आहे ना. तर मग जर तुला कोणी मारतं आहे ना, तर तुझ्या घरचे लोकं आहे तुला सांभाळायला. तू बिंदास जा, आहे ना. तर आपल्याला कोणाला बघा ह्या काय बोलतात ना, जंगल जंगलमध्ये जर एखादं काय बोलतात ना, जनावर जर वीक असेल, तर कोणी त्याला खाऊन टाकेल. आणि आज परिस्थिती तशीच आहे. तर मग मला असं वाटतं, की एक शेरच, शेर बनवूनच पाठवायचं आहे त्याला असं.
हो ना. <laughs> हं. बरोबर. हो. हो. अगदीच. हं. हो, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट अ, ही जी हो, हो ना. अ, हो, हो. हं.
तो रा "सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट" जंगलचा रूल जो आहे. राइट-राइट. हं. हे ना? तर मग ती पद्धत मी त्यांना शिकवेल. फक्त गोड नाही शिकवेल.
अरे वाह! अ, तुम्ही एवढे छान अ, म्हणजे लहान मुलांना एवढ्या छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगताय आणि शिकवताय. आणि त्या आधीही तुम्ही स्वतः कृती करताय, म्हणजे अ, खूपच हे छान आहे. आणि एक गोष्ट मला विशेष आवडली तुमच्या अ, कुटुंबातली. ती म्हणजे स्वतःचं जे ताट आहे, ते स्वतः घेऊन जाणं आणि धुणं आणि ज्या घरात असं होतं, त्या घरातली मुलं नक्कीच खूप चांगल्या सवयी घेऊनच समाजात पड बाहेर पडतील. तर अ, मला तुमच्याशी बोलताना खरंच खूप छान मिळ अ, वाटलं आणि खूप छान-छान, छोटे-छोटे मुद्दे तुम्ही सांगितले, त्यासाठी खूप खूप खूप धन्यवाद तुमचे.
हं, हं. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. थँक यू-थँक यू.